अगदी 5 स्टार हॉटेलमध्ये जा, नाहीतर एसी ऑफिसमध्ये जा, पण शेवटी घर म्हणजे घर. कारण घराची सर कशालाच येत नाही. काय म्हणतो तुमचा अनुभव, काय सांगता? तुम्हाला काय वाटतं, जेव्हा तुम्ही घरी परत येता?
आ मला असं वाटतं ना, की अ, तुम्ही अगर अ, कधीही म्हण ऐकली असेल, की घर के बुद्धू लौट के घर को आए असं म्हणतात, काहीतरी आहे ना असं. तर ते आपल्याबरोबर असतं. तुम्ही कितीही बाहेर फिरा, तुम्ही कितीही, कुठेही जा, कामं करा, 5 स्टार हॉटेलमध्ये मस्तपैकी 56 भोग खा. पण तुम्ही घरी आला तर तुम्हाला तुमच्या आईच्या हाताचा वरण भातच आवडतो.
हो. हो, हो. बरोबर. हो. खरंय.
का की त्याच्यामध्ये जो म असं म्हणू शकतो. काय असतं ना, जेव्हा आपण ज्या घरामध्ये जन्म झाला आपला. ते घर आपल्यासाठी एवढं अ, आरामदायक असतं. की ज्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू नाही शकत, तुमचे शब्द नसतात. तुम्ही व्यक्त नाही करू शकत. ती भावना त्याच्यासाठी पण तुम्हाला ते वाटतं. आणि जेव्हा ती भावना तुमच्या मनामध्ये येते, तर मग थोडंफार असं असतं ना, की "अरे यार, आपल्याला घरी असतं तर आपल्याला असं भेटलं असतं. घरी" तसंच माझ्याकडे काय मी इन मी क्रिएटर आहे. अ, माझं काम आहे रील्स बनवणं, इन्फ्लुएन्सर आहे मी. तर मी ट्रॅव्हल करत असतो सतत, कधी इथे, कधी तिथे, कधी कुठे गेलो. तर हा माझा प्रयत्न सुरू असतो, की अरे यार आपल्याला ना एक असं अ, टाईम ठरवायला पाहिजे ज्या टाईमाला आपण आपल्या पन पुन्हा घरी जायचं. का की माझं असं असतं, कधी मी 1 महिन्यासाठीच गेला कधी 2 महिन्यासाठी गेला. मग शूट करायचं शूट झालं, की मग घरी यायचं. तर मग जेव्हा पण मी घरी येतो ना, तर मला असलं छान वाटतं, ती आईची खुशी कधी-कधी असं मी अगर मी घरातन छोटा आहे सर्वात. तर अ, मी जेव्हा आपण माझ्या घरी पुन्हा येतो अ, स शूटवरनं या मग ऑफिसवरनं किंवा असं. तर मी एक 10 मिनिटांसाठी माझ्या आईच्या मांडीमध्ये डोकं ठेवतो. आणि लेटला असतो. आणि काही तिच्याशी बोलत नाही, ती माझ्याशी बोलत नाही, ती फक्त टीव्ही बघते मराठी सीरियल, मी मस्तपैकी लेटला असतो. कधी-कधी फोन चालवून घेतो. आता त्याचे गुडघ्यांना त्रास होतो. तरी मग मी बसला असतो, ठीक आहे ना, तुला त्रास होतोय ना मग तू बघ काय करायचं तुला? मला नाही माहिती. पण ती मला अ, मला तिच्या अ, मांडीतनं हटवत नाही, तर हक्काची जागा आहे. आता जसं आजकाल काय झालंय, जसं मी ठेवतो ना मांडीमध्ये डोकं तर माझ्या भाचीला माहिती आहे, की हा काका असं करतो. तर ती पण अ, आजीच्या मांडीमध्ये डोकं ठेवून बसलेली असते. आणि फोन चालवते ती पण. जसं मी करतो तसंच ती करते कधी-कधी. तर म्हणू शकतो त्या मांडीसाठी, ती आईची मायासाठी, त्या आईचे वरण भातासाठी. जेव्हा आपण घरी जातो तर आपल्याला तो आराम तो कम्फर्ट भेटतो.
बरोबर. बरोबर. बरोबर. बरोबर. राइट. वाह! हं, हं. ओके. वाव! राइट. हां. <chuckles> ती हक्काची जागा आहे तुमच्या. अगदी बरोबर. हां. राइट, पण मग तुम्हाला असं कधी जाणवलं का की घरातला आपण म्हणतो ना, हा जो वार्म्थ आहे हा जो जिवंतपणा आहे घरातला, हा म्हणजे कोणत्या पर्टिक्युलर माणसामुळे आहे
आईच्यामुळे, फक्त आई. मी खरं सांगतो त्यात मी तुम्हाला प्रश्न पूर्ण करून पण नाही देणार. पण अ, काय असतं ना, जेव्हा ज्या घरामध्ये आई असते, बाप असतो. तो घर खरंच खूप असतं असं असतं की त्या घरामध्ये अ, सर्व काही चा नसलं ना, तरी सर्व काही असतं. एक अ, की अ, असं असतं की लोक म्हणतात की अ, आई एक घर असतं आणि त्या घरातली छत असतो बाप आणि लोकं म्हणतात जेव्हा तो छत अस छत जाते ना, तेव्हा तुम्हाला तहान, पाणी, ऊन, उन्हाळा, वारं सर्व दिसतं. म्हणून आणि तो बापच तुम्हाला त्या अ, मौसमच्या अ, वारांनी बा वाचून घेतो वारंवार. तर अ, म्हणू शकतो की घर ना, अ, आईमुळे बनतं. जी त्या घरामध्ये आई असते, त्याची माया असते, तिची आपुलकी असते. त्या घरामध्ये अ, तुम्ही इतक्या छानशी राहतात. मी सांगतो माझ्या आई कडना आई बरोबर माझी लहानपणापासून भांडण आहे आणि ती मी आज अ, 27 वर्षाचा झालोय आणि तरीही जरीही मी काही बोललो तिला तर माझ्या अक्षरशः माझ्या बायकोच्या समोर मला ती झाडूनी मारते. तिला हेच ना ती जो अ इनोसेन्स आहे आईतील
आईच्यामुळे. वॉव. <laughs> हां. हो. बरोबर. अगदी बरोबर. बरोबर. अगदी बरोबर. बरोबर. बरोबर. अगदी बरोबर. येस. <laughs> राइट.
ती इनोसन्स मला घरी येण्यासाठी बाध्य करते. माझी आई माझी वाट बघत असेल. माझा वडील माझं वा वाट बघत आणि बापाचं कसं असतं, बापाला फक्त एवढं आहे की माझा मुलगा माझ्याहून मोठा व्हायला पाहिजे आणि आमचे बाबा कसे एक ऑफिसमध्ये मॅनेजर आहे आणि घर बनलं त्याचं झालं सुरू सर्व आहे त्यांच्याकडे, पण त्यांचं असं आहे की आमची मुलं खूप मोठी व्हायला पाहिजे. माझा मा माझा मोठा दादा आहे त्याची आयटी कंपनी आहे. मी कंटेंट क्रिएशनमध्ये आहे. माझ्या बाबांचं असं आहे की बस तुम्ही जे करा ना त्याच्यामध्ये अ, तुम्हाला स अ, सुख आहे ना? तुम्ही छान आहे, बाकी आईचं आणि माझं लक्ष मी ठेवू शकतो. पैसाही नको मला तुमचा काहीही नको पण पण तरी तुम्ही छानशी राहा. आपल्या लाईफला असं मस्तपैकी एन्जॉय करून घ्या, मज्जे करा हे आम्हाला म्हणतात. पण मी सांगू मला फक्त घरी येण्याचं हा जो म्हणतो ना की मला घरी कोण पुन्हा आणतं माझी आई आणि माझे बाबा आहे.
वॉव! एक्झॅक्टली. येस. हां. बरोबर. राइट. अगदी बरोबर. हां. घरी येण्याची जी काही ओढ आहे, ती आई-बाबांमुळे आहे.
ओढ आहे. एकदा मी म्हणू शकतो माझी बायको पण नाहीये तीथे, कारण की ती सतत माझ्यासोबत असते. ती माझी जेव्हापासून लग्न झालं ती माझी कॅमेरामन झाली आहे. तर ती पण निघते. पण अ, हां, नाहीतर तुम्ही म्हणता ना, "अरे यार! माझा पार्टनर माझ्याबरोबर आहे, तर मी कुठेही घर." पण माझी आई माझं घर आहे असं म्हणू शकतो मी की मला अ, काही ती माझी आई मी सांगतो तुम्हाला ती माझी आई माझ्याबरोबर कुठे फिरायला गेली ना, मला मग तिथून काही जायचं नाही. मी माझ्या आईला एक जबरदस्ती करून, ओरडून, भांडणं करून, 4-5 झाडू खाऊन, तिला बोलून, तिच्याशी शिव्या खाऊन, सर्व करून, मी तिला 10 दिवसासाठी अ, एक अ, गोव्याला एक प्रॉपर्टी होती तिथे घेऊन गेला होता. आणि तिथेच ठेवलं होतं. जंगलामध्ये होती ती प्रॉपर्टी आणि तिथे काय म्हणून होतं का की मला आईला निसर्गामध्ये थोडीफार ठेवायचं होतं. तिथे पायांना त्रास होता, मग तिथे प्रॅक्टिसेस वगैरे होतात. तर तिथे तुमच्या पायाचे मालिश होतात. ते म्हणतात ना, ते असं अ, साउंड थेरपी आणि ती ऑइल थेरपी वगैरे होते. त्याच्यासाठी मी मी आणि माझी आई गेलो होतो फक्त. माझी बायको मागे लागली की "आपण पण फिरू ना," म्हणल, "नाही." मी आत्ता ज्याच्यासाठी जातोय ना मला फक्त ते करू दे आणि ते 10 दिवस मला कधी नाही वाटलं की माझं घर मला पुन्हा बोलवतोय ना. ताकी मला माहिती
<laughs> अरे वाह! किती छान. एक्झॅक्ट. एक्झॅक्टली. हां. बरोबर. <laughs> ओह! माय गोड. राइट. ओके. वॉव. राइट-राइट. हां, हां, हां. बरोबर. वॉव! पण मग कामाच्या निमित्ताने किंवा असं तुम्ही म्हणताय की रील्स वगैरे करण्यासाठी जेव्हा तुम्ही बाहेर असता, धावपळीमुळे किंवा ताणतणाव जेव्हा सगळे हँडल करत असता. तेव्हा अशा काही छोट्या-छोट्या रीती आहेत का? किंवा अशी काही छोटी-छोटी कामं आहेत का? की ज्यामुळे जिथे कुठे असाल तिथे थोडीतरी अशी घरची सर येते असं वाटतं ना, आपल्याला आ जरासा वार्म्थ येतो असं किंवा आपण एखादं बघा तर एखाद्या एखाद्या विशिष्ट ब्लँकेट आहे की मला ते घेतलं की मला आईची आठवण येते माझ्या घरी. तर तसं काही आहे का की जे तुम्ही कॅरी करता?
हां, हां, हां. <chuckles> अ, माझ्या माझं ना, असं आहे की अ, माझ्याकडे ना माझ्या आईनी माझा वाढदिवसावर एक अ, सिंगल बेडचं कांबड दिलं होतं आणि ते कधी दिलं होतं माहिती तुम्हाला एक 10वीमध्ये.
हं, हं. हां, हां. वॉव! ओ.
आणि ते कांबळं मी आज पण माझ्याकडे ठेवलेलं आहे. पण आता जसं काय असतं ना, की आता आपण मोठे झालो होतो, ते कांबळं पण छोटं होतं. मग ते मी सांभाळून ठेवलेलं आहे. तर मी आता ते कुठेच घेऊन तर जाऊ शकत नाही. पण ते माझ्याकडे आज पण अ, असं आहे, की माझ्या आईने दिलेलं आहे आणि ते माझ्याकडे राहायला पाहिजे.
वॉव. राइट. सो स्वीट. सो स्वीट म्हणजे अ, ज हे असं तुम्ही कॅरी करता का म नेहमी जेव्हा, जेव्हा कुठे बाहेर जाता, तुमच्या बरोबर. तिथ असलं जरा घट्ट घ ओ.
आणि जेव्हा माझी आई असं नाही, मी ते कॅरी नाही करत. त्याच्यासाठी मी एक अजून छोटेसे उपाय करून घेतो, त्याच्यामुळे मला सामान घ्यायचं नसतं. मी म्हणालो माझी आई माझं घर आहे. तर मी जेवताना आईला व्हिडिओ कॉल करून जेवताना बोलतो तिच्याशी, की आई सुरू आहे जेवण, बघ काय-काय बनवलंय आज. आणि कुठेही असला. अगदी मी 5 स्टार हॉटेलमध्ये असला आणि तिथे मस्त आला कार्ड वगैरे चाललेलं आहे. तर मस्तपैकी ग्लासमध्ये पाणी भरतो आणि त्याचे फोन ठेवतो आई आईशी बोलतो आणि लोकं बघतात की कोणाशी बोलतो. आणि ते असं ना, हेजिटेशन असतं लोकांमध्ये हे असं व्हिडिओ कॉल करता, करता एवढ्या लोकांमध्ये बोलतात ते. पण मी बोलतो माझ्या आईशी. माझी बायको पण कधी-कधी असं मम्माज बॉय करून मला बोलते, की तू मम्माज बॉय आहे ,तू मला फोन नाही लावत कधी, तुझ्या आईला नेमकं लावतो. मग ती तिला माहिती असतं, आईला फोन लावला ह्याने तर म मी मला पण तिथेच बसायचं आहे. मग असं असतं. आणि माझ्याकडे ना, अ, <chuckles> माझ्याकडे माझ्या आईचा फोटो माझ्या अ, वॉलेटमध्ये सदा असतो. तर ती माया तिची माया आणि आपुलकी मी घेऊन अ, हर क्षणी कुठे ना मतलब कुठेही गेलो ना, ती माझ्यासोबत असते. मला असं वाटतं. जेव्हा काय असतं ना, मुलां हो.
काय? अच्छा. वॉव. हां. बरोबर. <laughs> बरोबर. वॉव द्याट्स ग्रेट. वॉव .प्रत्येक क्षणाला ती तुमच्या बरोबर असते आणि मला वाटत ना, आपण मुलं कुठेही असू द्या. अगदी म्हणजे म्हणू म्हणू ना, की जगाच्या दुसऱ्या टोकाला जरी असू तरी सुद्धा आईची जी वृत्ती आहे ना ती अशी असते, की अ, घार फिरे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. म्हणजे कुठेही असले तरी तिचं बरोबर तिला सगळं माहित असतं. ते आपली मुलं काय करतायेत, काय नाही करत आणि जेव्हा, तुम्ही असं म्हणता, की आम्ही एखादा कॉल करतोय जेवताना, तेव्हा नक्कीच तिला पण असं बरं वाटत असेल, की माझी मुलं जेवताय. माझा मुलगा जेवतोय. तर ते जे काही आहे ते आईचं खरंच आईपण कोणीच म्हणजे म्हणतो ना, कितीही काहीही केलं तरी ते एक्सचेंज होऊ शकत नाही.
हो. हां, अगदी. अरे अगदी. मी तुम्हाला सांगतो ना, मी जेव्हापर्यंत ऑफिसमधनं घरी नाही येत आणि मला 10:00 वाजले 11:00 वाजले माझी आई जेवत नाही माझ्याबिना. मग, मग ती माझ्या बायकोला भरवून देते, जबरदस्ती की तू खाऊन घे, खाऊन घे. पण मला ना, जोपर्यंत मी नाही येणार माझं जेवण नाही जाणार तेव्हापर्यंत ती जेवत नाही. आणि मी तुम्हाला सांगू, अ, याच्यामध्ये एक गंमत पण आहे. काय झालं होतं, म मी माझा इव्हेंट होता एक दिल्लीवर. तर मला की कामाच्याबद्दल ना माझा फोन थोडाफार असं माझी अ, ती असं असतं ना लंबी कॉन्फरन्सस असते. तर ती एक कॉन्फरन्सस होती, मग त्याच्यानंतर ब्रेक होता. मग वापस पुन्हा कॉन्फरन्स होती आमची. तर असं काहीतरी 2 दिवस सतत माझ्या आईशी बोलणं नाही झालं. मी मेसेजवर अ, माझ्या बायकोला सांगत होतो, की आई बरी आहे ना? तर मग ती मला पण असं सांगत होती, की हा ठीक आहे जेवली. विचारल जेवली का ती? मला माहिती स्वभाव कसा आहे तिचा. ति जेव्हापर्यंत आपल्या पिल्लूला नाही बघितलं जेवताना तर मग जेवणार नाही ती. तर मग मला म एक दिवस माहीत पडलं पडलं, की अ असं-असं आहे आई जेवलीच नाहीये. 1 दिवस झालेला आहे जेवण जेवण नाही झालं त्यांचं बराबर. ते दिवस दादांनी ओरडून त्यांना जेवायला घातलं तर एक अर्धी पोळी खाल्लेली आहे त्यांनी तू बोलून घे एकदा त्यांच्याशी फोनवर बोलण्याचे तर मग त्या मीटिंग मधून मी बोलला मला अर्ध्या तासचा ब्रेक तर पाहिजे आता तुम्ही बघा तुम्हाला काय करून घ्यायचं आहे. कारण की ती मीटिंगमध्येच ज बोलताना जेवायचं बोलायचं जेवण झालं नाश्ता असं लंच ते पूर्ण होतं. तर मग मी बाहेर गेलो आईशी बोललो मग मी माझ्या बायकोला मेसेज केला तर आई बोले हो जेवती आता. तिला माहीत पडलं तू जेवलेला आहे तर ती आहे मी सांगते त्यांना की जेवला, जेवला. बोला, नाही ऐकतच नव्हती ती. चला ठीक आहे. का की ना कधी-कधी मी तुम्हाला, अरे बापरे! असं काही नाही होऊ शकत. तिला रडू पण लवकर येतो, तिला हसूही लवकर येतो आणि ती आपल्या मुलांवर ना एवढं प्रेम करते ना. तुम्ही ते गाणं ऐकलंय का? कुशीत नस तर पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई. आहे ना ते हां, एकटी, एकटी घाबरलीस ना. तर ते फक्त मी एवढा एवढा स्टँजा दिला होता तेव्हा त्यांचं धड-धड, धड-धड, धड-धड, धड-धड त्यांचे अश्रु प्रवाह सुरू झालेला होता.
ओ. हां. राइट. ओ. ओके. हो बरोबर. ओके. राइट. बरोबर. हो ना. बरोबर. हो, हो. बरोबर. बरोबर. हां. राइट. राइट. ते आईचं मन आहे त्याला काहीच करू शकत नाही आपण. काहीच नाही. हो. हो एकटी, एकटी घाबरली. राइट. <laughs> एक्चुअली. खरंतर, खरंतर आपल्याला घर म्हणजे काय हे माहित नसतं ना, तेव्हापासून ती राबत असते. आपल्यासाठी त्या घरासाठी म्हणून कुठेतरी ना, घर आई शिवाय घर म्हणजे मी म्हणेल, की वातीशिवाय दिवा. की तिच्यामुळे उजेड आहे, तिच्यामुळे उजेड आहे. जर ती नसेल, तर घरात कोणीच नसल्यासारखं वाटतं. पण मग आपल्या ह्या घरामध्ये, तुम्ही जेव्हा असे वेगवेगळे हंगाम असतात बघा आपल्याकडे. कधी पावसाळा आहे, कधी उन्हाळा आहे, कधी हिवाळा आहे. आणि
हां. हां. घर नाही. हां, अगदी खरं. मी म्हणतो अ, हां.
आपलं घर आहे ना. प्रत्येक वेळेला आपल्याला नवं भासत असतं, या सगळ्या वेगवेगळ्या क्लायमेट्समध्ये. तर अशा वेळेस कधीच्या अशी आठवण आहे का, या घरी परत आले. आणि जो काही फील होता किंवा आईने असं काहीतरी छान केलं होतं, की ज्याच्यामुळे घरात आल्या आल्या एकदम खुश झालात तुम्ही.
मस <laughs> असं ना खूपदा झाल आहे, पण काय ना, एकदा झालं होतं. मला खीर नाही आवडत, बिलकुल नाही आवडत मला खीर. तर मी कस्टर्ड खातो पण खीर नाही खात मी. तर अ, नेमकं त्या दिवशी आईनी कस्टर्ड बनवली होती. आणि आईला माहीत नव्हतं, की मी येणार आहे.
ओह! ओके. अच्छा.
अ, तर सरप्राईज होता तो आणि तो ना असा गरमीचा टाईम होता की थंड कस्टर्ड तो माझाच फेव्हरेट आहे काही मस्तपैकी आणि आईनी त्याच पद्धतीने केलं होतं, की पहिले दूध थंड करून घेतलं आहे, मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते सर्व चाललेले फ्रुट्स वगैरे ॲपल, अंगूर वगैरे चाललं आहे आणि ड्राय फ्रुट्स वगैरे तर अ, जसाच माझा मी आला आणि मग मी बघतो आहे की मॅडम काहीतरी चाललेलं आहे यांचं म्हणलं, "काय चाललं आहे?" बोले, "अरे! तू आला का? म्हटलं, "हो, आज लवकर झाला शूट." तर मग मग ते काहीतरी 1-2 वीकसाठी बाहेर होतो मी. आणि माझा 3-4 वीकचा प्लॅन होता, पण शूट लवकर संपला तर मी आलो होतो. तर मग आई म्हणाली, "की अरे! तू आलास मला सांगितलं असतं ना? मी जेवायला बनवलं असतं." हे ते, म्हणलं, "मला असं का वाटतं आहे की माझ जो अ, मतलब छान काहीतरी बनवून ठेवलं आहे माझ्यासाठी. पण नाही, ते तर दे लोकांना द्यायचं आहे." म्हणल, "कोणच्या लोकांना द्यायचं आहे ते?" का की ते अ, आमच्याकडे ते दिवस काहीतरी होतं. आमचं बाबा या आजीचं. तर ते असे छोटे पॅकेट्स बनवून आई अ, अनाथ आश्रम वगैरेला पाठवणं.
राइट. राइट. परफेक्ट. हं, हं, हं. <chuckles> बरोबर. बरोबर. हम्म अच्छा. हां, हां, हां. बरोबर, राइट
तर अ, मी म्हणाला, "की आला ना तुझा अनाथ ते म मलाच दे. मी तुला तो ते देणार दुवा देणार. बोले, "तो काहीतरी उलट-सुलट बोलत असतो, जेव्हा पहा तेव्हा पण छान झालं तू आला घे, खाऊन बघ." मग तो क्षण माझ्यासाठी असा असतो, की नाही यार सरप्राईज मला द्यायचा होता, पण मी सरप्राईज झालो होतो आणि कस्टर्ड खरंच मला खूप आवडतो, आणि ती नेमकं माझ्या आईच्या हातातलं. माझी वहिनी ट्राय करते नाहीच छान वाटत. अ, माझ्या बायकोने केलं आहे छान, नाही ट्राय वाटत. मला फक्त माझी आई आणि माझ्या सासूबाईचा हाताचं अ, कस्टर्ड खूप आवडतो. तर अ, मग जेव्हा ते ब मला भेटलं तर "आहा! मला अजून काही नको."
<laughs> <laughs> वाव! वाव! किती मस्त. स्वर्ग सुख.
अगदी खरं.
आणि ते स्पेशली जेव्हा अ, एक्स्पेक्टेड नव्हतं तेव्हा ते मिळालं म्हणून ते जास्त अप्रूप. खरंच किती, किती आपल्या घरात आणि आपल्या घरातल्या माणसांचं आपल्याला आणि आपल्या मोठं होण्यामध्ये जे काही योगदान असतं ना, ते आपण कुठेच मोजमाप करू शकत नाही. आणि तुमच्या बरोबर बोलताना जेव्हा हे सगळं तुम्ही सांगत होतात, की आई आणि तिचं असणं जो घरातला जो वार्म्थ आहे जे काही घरातली ऊर्जा आहे ती आई आहे. तेव्हा खरोखर मलाही स्वतःच्या माझ्या आईची आठवण होत होती आणि मला खूप सुंदर वाटलं तुमच्याशी, ह्या विषयावर गप्पा मारून. नक्की पुन्हा भेटू आपण अशाच गप्पा मारायला. खूप धन्यवाद!
हां. अगदी खरं. <chuckles> हां. नक्क नक्की. धन्यवाद!